कधी-कधी काय असतं ना, आपल्या शहरात एक लपलेली जागा असते आणि मग लपलेली जागा म्हणजे म्हणतो, की काहीतरी वेगळं छान नजारा असतो. एकदम गुप्त ठिकाण असतं. म्हणजे थोडंसं वेगळं. मग ती तुम्ही कशाप्रकारे शोधली आहे? तुमच्या शहरातली लपलेली जागा त्याबद्दल काय सांगाल?
<chuckles> हो. अहो, मी काय सांगू तुम्हाला आता, माझा एक मित्र आहे. म्हणजे कसं म काय म्हणतात त्याला मी जेव्हा अ, माझ्या बाबाचं कसं ट्रान्सफर होत राहत होतं आधी लहान होतो तेव्हा मी. तर नवीन फ्रेंड्स बनवायला मला खूप सोप्या पद्धतीने मी बनवत होतो. आणि शहरातल्या नवीन जागा शोधण्याचा एक एक वेगळाच अनुभव होता माझा. म्हणजे मला एक काय म्हणतात नवीन-नवीन गोष्टी अशा एक्सप्लोर करणं <chuckles> नक्कीच खूप छान वाटत होतं. पण एक गोष्ट नक्की आहे, की मी ना मी एक चूक करत होतो प्रत्येक वेळेस.
हां, सांगा ना. हं. हं. बरं.
की मी माझ्या आईला न सांगताच जात होतो कुठेही. <chuckles> जिथे जायचं होतं मला. मग नंतर लगेच आल्यावर एकदम फटके मारायची पूर्ण चांगल्या पद्धतीने ते. मग आता काय होतं माझं? मी जेव्हा अमरावतीला गेलो, तेव्हा माझा मित्र होता तिथे एक नवीन मित्र बनला वेदान नावाचा.
हं. बापरे! हं. हं, हं. हं. हं, हं.
मग तो, त्याला एवढ्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तिथल्या अमरावती मधल्या की आता आम्ही दोघंही भेटलो सोबत आम्हाला ते नवीन-नवीन गोष्टी पाहायना पाहना आठव काय म्हणतात त्याला आवडतंच. तर आम्ही जे फिरायला सुरू केलं अमरावती, अरे-अरे! खरंच मजा आली खूप.
हं. बरं. अरे वाह! खूप छान म्हणजे काय जागा आहे ती नेमकं त्या जागेचं थोडंसं वर्णन कराल का?
हां, हां. अच्छा बघा तर आता तिथं एक अ, जागा म्हणजे एक हनुमान सध्या तिथं एक हनुमान मंदिर बनत आहे. अ, मंदिर किंवा एक मोठीशी हनुमानजीची मूर्ती बनत आहे बघा. खूपच छान आहे ती सध्या. आता ती एकदम डोंगरावर आहे एकदम अशी नाही की अ, कुठं कॉमन प्लेसेस आहेत. तिथं आता बघा आम्ही मी पहिल्यांदा गेलो होतो जेव्हा ते हनुमानची फाउंडेशन सुरु होती हम हनुमानजीच्या मूर्तीची. तर अ, तिथं आम्ही होतो आय थिंक 7वी का 8वीत. आय डोंट नो म्हणजे एक्झॅक्टली, पण हां <chuckles> तसं होतं. आणि आम्ही सायकलवर गेलो होतो आणि ती एकदम माउंटेनवर चढणं ते अ, सायकल वर चढवणं एकदम त्या सायकलला काय म्हणतात? एकदम एवढ्या ताकदीनं जाऊन खरंच खूप म्हणजे एवढा स्ट्रगल करून पण आम्ही वर वरपर्यंत पोहोचलो. की आम्हाला एक्सप्लोरच करायचं होतं की यार हे समोर काय आहे. त्या माउंटेनच्या पुढे काय आहे. पण ते नक्की आहे. त्यात मजा खूप आली आणि नंतर चांगलंच वाटलं ते.
अरे वाह! हं. बरं. वॉव! हं, हं. हं, हं. बरं. हां. हं. अरे वाह! खूप छान! मग तुम्ही तो तुम्हाला ती जागा भेटली कशी काय? म्हणजे एखादी शोध तुम्ही कसा सुरु केलात? म्हणजे नेमकं काय बघितलत किंवा मित्रांकडून कळाली किंवा मग नकाशा किंवा मग काहीतरी असं लोकांनाकडे अरे जा इकडे बघून निजाम भारी आहे किंवा मग सोशल मीडिया किंवा मग चुकून सापडली त्याबद्दल काय सांगाल?
हां, हां. हां. बा हो, हो. <chuckles> नाही, नाही आता आमचा एक प्रोसेस टाइप म्हणू शकता तुम्ही कारण कसं आहे. आता अमरावतीला मी होतो तेव्हा मी आय थिंक 8वी का 9वीत होतो. आणि तिथं म्हणजे लहानपणीचा आपल्याकडे ऑप्शन नव्हतं काही, की मोबाईल वगैरे नव्हता आमच्याकडे तर आम्ही सायकलवर निघायचो तर मित्र-मित्र जायचं कुठेही आणि मग कसं लहान ती जी जागा होती ती आम्ही कशी शोधली तुम्हाला सांगतो मी. ती बघा आम्ही असंच निघालो. एक तिथे त्याच्या त्या जागेच्या अलीकडेच एक फेमस प्लेस आहे. अ, म्हणजे फेमस नाही होऊन आपण त्याला एक म्हणून तिथे एक तलाव आहे अमरावतीचं. तर त्या अ छत्री तलाव काहीतरी नाव आहे त्याचं. अ, मला एवढं लक्षात नाही आता मी खूप दिवस झाले जाऊन अमरावतीला. मग तिथं आता आह, ते जे तलाव आहे. तलावाच्या जस्ट समोर जस्ट जस्ट निब हां तरीच, अ, 1-2 किलोमीटर समोर त्या तलावाच्या, त्या डोंगरावर डोंगर असा पूर्ण चढावा लागतो. आणि असाही नाही, की रस्ता खूप छान बनलेला आहे. तिथं रस्ता पण खूप बेकार आहे त्याचा तर <chuckles> अशी गाडी कोणती नॉर्मली जात नाही पण आम्ही सायकल घेऊन गेलो तिथं. असं जाता-जाता आम्हाला कळालं. की यार तिथं नंतर आम्हाला जेव्हा येत होतो आम्ही त्या डोंगरावरून ते फाउंडेशन बघून त्या हनुमानजीच्या मंदि मूर्तीची. जेव्हा येत होतो तेव्हा कळालं, की यार इथं तर बिबट्या जो आहे इथे फेमस आहे म्हणजे दिसतो हा बिबट्या. मग आम्ही आम्हाला नंतर कळालं आम्ही एकदम वेगळेच घाबरलो त्या गोष्टीला बघून असं. आणि नंतर ते तसे आम्ही जे शोध लावला.
अरे वाह! हं. हं, हं. बरं. अरे वाह! हां. बरं. हं, हं, हं. हं, हं. हां. हं. हं. बरं. हं. हं. बरं, वॉव! म्हणजे बिबट्या आला तुम्हाला डायरेक्ट म्हणजे मला <chuckles> डेंजरच वाटतंय हे सगळं ऐकून हां, हां.
<chuckles> नाही, नाही आला नाही म्हणजे आम्ही तिथे अ, साइन बोर्ड वाचलं, की बिबट्याचा झोन आहे हा. अं.
अच्छा, ओके, ओके, येऊ शकतो. बापरे! म्हणजे कधी आलाय का तिथे? कधी बघितलाय का मग तुम्ही?
हां. नाही, मी तर नाही बघितला. पण हां मे बी. आता साइन लावलं म्हणजे असेलच.
येतो इथे. बरं. हो. म्हणजे असणारच म्हणजे तेच तिथे बिबट्या जे काही म्हणाला म्हणजे असणार कोणीतरी बघितलं असणार आणि ते इतकं डेंजर की झडप घालूनच वाट लावून टाकतील. हां. भीती पण वाटत असेल ना म्हणजे जायला तरी पण?
<chuckles> हो. <chuckles> नक्की आणि आम्ही काय एकदम 8वी तले तेच, तेच. पण आम्ही आम्हाला ते दिसलं नाही जाताना. येताना दिसलं की "अरे तो बोर्ड आहे तिथं." नक्कीच आम्ही तरी गेलो असतो म्हणा. एवढं काही एवढी अक्कल नव्हतीच त्या टाईमाला पण तरी ठीक आहे.
हं, हं. अरे वाह! हं. बरोबर. हं. आणि मग तुम्ही ते ठिकाण आतापर्यंत जपलंय का? आता कधी जाता कधी ते तुमच्या मैत्रिणीसोबत किंवा घरच्यांसोबत किंवा मग अ, आता तुमची फॅमिली त्यांच्या सोबत, त्याबद्दल काय सांगाल?
हो. हां, हां. आता फॅमिलीसोबत तर कधी गेलो नाही मी. म्हणजे त्या एरियामध्ये कधीच नाही गेलोय. पप्पासोबत वगैरे एकदा गेलो होतो. पण ते हे एकदम असं ते हायवे अटॅच्ड आहे त्या जागेसाठी जागेला म्हणून तिकडे एकदम असं अ, वेगळ्या मार्गाने आम्ही गेलो होतो. तर असंही इंटेंशनली नव्हतो गेलो, की त्या जागेवर जायचं. आता हनुमानजीची मन मूर्ती बनली पूर्ण कंप्लीट झाल्यावर मे बी आम्ही जाऊ. बट हां, आता तिथं कसं आहे आता रोड वगैरे चांगला बनलेला आहे तिथं, त्या गोष्टी त्या जागेकडे जाण्यासाठी. आणि तिथं पार्क आहे मोठंस बनलेलं आता. मग ते खूप छान व्ह्यू वगैरे आहे. तो नजारा एक खूप छान येतो. आणि मला पर्सनली बघा. मी आता कुठलाही माझा नवीन मित्र बनला किंवा मैत्रीण बनली तर सगळ्यात आधी मी त्यांना त्या गोष्टींचा किंवा त्या जागेंचा, जो आहे तो एक्सपिरियन्स करवतो. "यार बघ, चल जाऊन येऊ तिकडं." आम्ही आता कसं हा जो पॉइंट आहे तो सकाळ सकाळी जर तुम्ही गेलात ना, तिथून सनराईज खूप छान दिसतो. आणि डों डोंगराच्या एकदम पीकवर आहे ना ते. म्हणून सनराईज खूप छान दिसतो तिथं. आणि त्यात मजा येते ते बघायला, एक दुसऱ्याची मजा घ्यायला की यार अ, काहीतरी एक अ, जर तुम्ही तिथं स्वतःचं नाव जोरात ओरडलं ना, त्या डोंगरात, तर ते सराउंड होऊन वापस येतं एक 1 वेळा की 2 वेळा असं. मग ते मजा येते ते त्या गोष्टी करायला.
बरं. हं. हं, हं. हं. तरी बरं. बरं. हां. अरे वाह! खूपच छान. आणि मग असं असतं ना कधी-कधी, की अ, आपल्या संस्कृतीचा पण तिथे आदर राखला गेला पाहिजे. म्हणजे कसं असतं, की पर्यटन आपण करतो, पण तिथे घाण वगैरे असं काही आहे का? म्हणजे तिथे स्वच्छता किंवा मग काही गैरप्रकार वगैरे तर नाही होत ना, त्या ठिकाणी, मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
हां, हां. हो, हो, हो. नक्कीच, नक्कीच. आता बघा, गैरप्रकार तर नक्कीच काय माहिती इंडियामधल्या लोकांना मला तर वाटतं, मोस्टली अ, आहेत चांगले लोकं आहेत. बट काही-काही जण असतात जे असतात ना 10-5% असतात बघा जे अशा गोष्टी करतात. कारण मोस्टली जे आहेत ते शिक्षित आहेत. एकदम त्यांना असं नाही आहे, की काही बेसिक सेन्स नाही आहे, मॅनर्स म्हणू शकतो आपण. आहेत. पण 5 5% मुळं बाकीच्यांचं नाव खराब होतं असं मला वाटतं. म्हणून ते आता जे आहे तिथं आहेत काय म्हणतात सोय वगैरे आहे. कचरा वगैरे एवढा दिसत नाही. पण हा एक पब्लिकसाठी ओपन आहे पण एवढी पब्लिक येत नाही तिथं सध्या. एकदम असा तो गुपित, गुपित पण नाही म्हणून आपण अंडर एक्सप्लोर्ड एरिया आहे. जिथं लोकं कमी येतात. पण हां मॉर्निंग वॉकसाठी वगैरे असतात आता. आता आता यायला सुरू झाले. पण हां मजा नक्कीच येते तिथे जायला.
हं. बरं. बरोबर. बरं. हं. हं. अरे वाह! खूपच छान! आणि मग तुम्ही म्हणू हे जे ठिकाण तुम्ही तिथे जाता ते तुम्ही दुसऱ्यांना अ, म्हणजे सजेस्ट करू शकता की हे तुम्ही पण जा आणि मग काही जाताना काहीतरी खायला घेऊन जा, की तिथे काही असं खायला वगैरे मिळतं त्याबद्दल काय कारण लोकांना कसं जातोय तर ठीक आहे. पण अट लिस्ट आम्हाला चहा किंवा कॉफी काहीतरी तिथे मिळायला पाहिजे नजारा बघताना त्याबद्दल काय सांगाल?
हां. हां. <chuckles> हां. <chuckles> अ, हां, हां. म्हणजे तिथं मिळत तर नाही सध्या कारण एवढा पब्लिक काय म्हणतात त्याला? तिथं हे नाही आहे. ट्रॅफिक नाही आहे तिथं एवढं पण हां. तिथं तुम्ही घेऊन जाऊ शकता पिकनिक पिकनिक स्पॉटपण बनू शकतो तो खूप छान. तिथं मोर वगैरे पण खूप छान-छान दिसतात, पावसाळ्याच्या किंवा हिवाळ्यात. आणि म्हणजे हां, तिथं एक आहे एक एरिया आहे. जे एरिया म्हणू शकतो किंवा एक कसं, अ, तुम्ही तिथं बसू शकता, असं पाऊस जरी आला तरी शांतीने बसू शकता. पावसाचा एन्जॉय करू शकता, भिजणार नाही तुम्ही त्या गोष्टीची सोय आहे तिथं. मग ती मला खूप छान वाटते त्यात. आणि कसं मंदिर बनत आहेत तर तुम्ही मंदिर म्हणतो. मूर्ती आहे मोठी तर ती एक, एक काय म्हणतात, त्याला तुम्ही जाऊन येऊ शकता एकदा तरी एक जे भक्त आहेत त्यांना पण असं जाण्याची इच्छा होईल तिथं जायची.
बरं, बरं. हं. अरे वाह! हं. अरे वाह! हं, हं. हं. अरे वाह! खूपच छान! आणि मग अ, मी तर म्हणेन की पर्यटनाचं प्रमाण तिथे वाढलं तर काही ती जागा अशी जाणार तर नाही ना? किंवा ती पर्यटनाचं प्रमाण तिथे वाढलं तर ती जागा उध्वस्त होऊ नये म्हणून तुमचे काही नियम वगैरे आहेत का तिथे? जे लोकं जातात त्यांचं. कारण कसं असतं तुम्ही म्हंटला की लपलेली जागा मग असं होऊ शकतं की अचानक सोशल मीडिया आहे मग ते व्हायरल पण होऊ शकते आणि लोकं खूप येणार तिथे मग असं काही, मग ते जागेचं जे मूळ अस्तित्व आहे तर ते नको म्हणू शकतो की जायला, मग त्याबद्दल काय सांगाल?
<chuckles> अ, हां, हां. हां, हां. हो आता. <chuckles> नक्कीच-नक्कीच. आता बघा कसं आहे त्या तर गोष्टी होणारच आहेत. कारण जिथं लोकं जातात ती गोष्ट, उध्वस्त पण होऊ शकते आणि चांगली पण राहू शकते. आता तिथं एक सिस्टमपण बनला पाहिजे जी की उध्वस्त होण्याशी वाचवेल. आता त्यात मी पर्सनली सांगू तर, मला ज्या रूल्स इथं आवडतील ठेवणं, ती म्हणजे नक्कीच की कचरा वगैरे नका करू किंवा कुठल्या प्रकारच्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या तोडू नका. तुम्हाला ज्या गोष्टी एन्जॉय करायच्यात करा तिथं. कारण तिथं पार्कपण आहे. ते पब्लिकली अवेलेबल आहे. कुणालापण असं काही फीस वगैरे द्यायची गरज नाही आहे तर ह्या गोष्टीची रिस्पेक्ट करा. त्या ज्याही माणसाने केलं आहे ते डोनेशन वगैरे घेऊन, तुमचेच पैसे जायचे शेवटी. तर ते नीट तुम्ही मला वाटत जपलं पाहिजे आणि त्या गोष्टी आहेत त्या मला आवडेल, जर ती गोष्ट, ती जागा जी आहे मोस्टली कमी लोकांना माहिती असेल तर ते बरं वाटेल मला.
बरं. बरं, बरं. म्हणजे खरंच अ, तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलं मग ह्याचे काही रील्स वगैरे आहेत का? म्हणजे ह्या लपलेल्या जागेचे. आणि कोणाला आता ती रील्स बघून कोणी सजेस्ट करतंय का? किंवा तुम्ही कोणाला सजेस्ट केलंय का? किंवा मग ती रील वगैरे कोणी शेअर करतं का? आणि मग त्यामुळे अचानक पब्लिक वगैरे तिथे वाढली. असं कधी काय झालंय का?
हां. ॲक्च्युअली आता बघा मी मी रील्स वगैरे तर नाही बघितल्या त्या गोष्टीच्या, त्या जागेच्या. बट हां, नक्कीचं. त्या गोष्टी आहेत. की आता रील्स बनणार तर आहेत. आता काही नाही इन्फ्लुएन्सर तर आता इन्फ्लुएन्सर तर आता <chuckles> प्रत्येक अ, शहरात किंवा म्हणू किंवा काय म्हणतात त्याला? अ, काय-काय म्हणू शकतो? प्रत्येक फॅमिलीत एक तरी इन्फ्लुएन्सर येतोच आता. <chuckles> काही ना काही तो व्हिडिओ बनवणार. अ, तर मला वाटतं ती एक गोष्ट; जागा तर अशी गुपित राहणार नाही. पण नक्कीचं आता तिथं ते जाणारे लोकं पण मॅटर करतात की कुठले जाणार आहेत? काय जाणार आहे? पण हां मी आता आता फक्त अमरावतीची गोष्ट नाही करत. मी पुण्यात पण खूप साऱ्या जागा फिरलो आहे. तिथं पण अशा गुपित जागांचा शोध लावलेला आहे आणि नक्कीच, त्यात वेगळी मजा आहे.
बरोबर. हो, हो. हं. हं. अरे वाह! हं. नक्की म्हणजे ह्या लपलेल्या जागांमध्ये अ, काही म्हणू शकतो मजा आहे का? आणि मग एकंदरीत हो, हो, हो बरोबर. हं.
हो. शोधण्यातचं. म्हणजे शोधण्याचं तो चेजमध्ये मजा येतो ना मित्रांसोबत की यार इकडं जाऊया आपण. चल इकडं जाऊ. मला आपल्याला माहीत नसतं की समोर काय आहे? बहुतेक तिथं डेंजर असू शकतं. खतरा असू शकतो काही ना काही प्रकारचा. पण नक्कीच ती गोष्ट करायची. तिथं मित्रांसोबत जाऊन काहीतरी यार आदत असल्याचे. आम्ही बघा एकदा पिकनिक टाइप गेलो होतो. आम्ही खायचं वगैरे सामान घेऊन गेलो होतो आणि काय झालं होतं की? आम्ही जी आमची बॅग आहे खायची. ती गाडीमध्ये विसरलो होतो आणि आम्ही चालत-चालत खूप दूरपर्यंत आलो होतो. ते जागा एक्सप्लोर करता-करता. मग काय झालं की? अ, मग तिथून तसं होता-होता कसं आम्हाला एक वेगळीच मजा यायला सुरू झाली. आम्हा आम्हाला तर कळालं की नाही, कळालं पण नाही की यार आमचा जो काय म्हणतात? बॅग जी आहे ती गाडीमध्येच राहिलेली आहे. मग ती गोष्ट आहे, की जरा चांगलं वाटतं त्या गोष्टी एवढ्या डिस्कव्हर करणं किंवा त्या गोष्टींकडे जाणं. काही भले तिथं काही भेटत नाही आहे आपल्याला. पण नक्कीच असं मॉनिटरी असं पैशाचा फायदा नाही आहे तिथं. पण मनाला शांती आहे किंवा मै मैत्री घट्ट होते त्या गोष्टीन मला वाटतं.
बरोबर, हो. हं. बरोबर. हं, हं, हं. बरं. हं. बरं, हं. हं. हं, हं. हं. हं. बरं. हं. हं. तर बरोबर, बरोबर. म्हणजे खरंच, म्हणजे खरंच तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलं की शहरातली लपलेली जागा तुम्ही कशी शोधलीत? काय प्रसंग होता? आणि एकंदरीत मला पण माझ्या शहरातली एक लपलेली जागा आठवली आणि असं वाटतं आहे तिथं जावं. तर खरंच खूप छान वाटलं मला तुमच्याशी या विषयावर चर्चा करून आणि नक्कीचं आपण परत भेटूयात लवकरच. धन्यवाद!
नक्की, नक्की. नक्कीचं. धन मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद!